नक्कीच ना, म्हणजे बघा पूर्ण दिवस जर ऑफिसमध्ये वगैरे गेलं, ब नक्कीच तुम्ही बरोबर बोलला. साडी वगैरे नेसून गेलं, पण अ, जसं मी सांगितलं तुम्हाला सरसे ले के पाँव तक सजता धजता येत नाही, इतकं लूक आपण घेऊन जात नाही तिथं. नक्कीच खूप छान सांगितलं तुम्ही. आता बघा ना, आता आजकाल सोशल मीडियावरती किंवा अ, मोबाईलवरती, YouTubeवरती, असे काही खूप नवीन-नवीन ट्रेंड्स निघाले आहेत. तर अ, त्या ट्रेंड्सची तुम्ही जुळून घेतले का? नाही का आता नवीन-नवीनच निघालेलं आहे, ट्रेंडी-ट्रेंडी, काहीतरी.
बरोबर. बरोबर. हं. मी खरंच मी तुम्हाला सांगू? आता नवीन अगदीच अ, म्हणतात ना, की 1-2 आठवड्यांपूर्वी काय निघालाय ते तर मला माहित नाही. पण माझे अ, अजून आता बघा लग्नात गेलो की दुसरं काय काम फोटोस काढ, सेल्फी काढ, भाऊ-बहिणींसोबत उभे रहा आणि थोडा टाईमपासच कर, म्हणजे थोडी मजा असते की नाही आणि मग इतर माझ्या बहिणी त्यांच्या गप्पा चाललेल्या, की अगं हे करूया का? असे गळ्यात गळे काढून अ, म्हणजे म्हणतात ना असं साखळी करून उभं राहूया, थोडं खाली वाकूया, प्रोफाइलवर असे छान दिसतील असे पिक्चर काढूया. मग अजून अ, माझा एक मामांचा मुलगा आला आणि तो मला म्हणाला, "ताई ते ना एक नवीन गाला गाणं आलंय बघ. गुलाबी साडी आणि साडी लाल अ, म्हटलं गाली लाल लाल."
हं, हं. हो, नक् हो, नक्कीच. नक्कीच. हो, हो, हो, हो, ऐकलय मी. ऐकलंय ना, मी ते गाणं. बरोबर.
मग त्याने मला हो, हो आणि माझ्या साडीचा रंग सुद्धा गुलाबी होता.
अरे वाह! पूर्ण ते सूटच झालं बरं का तुमच्या साडीवरती ते गाणं.
मग तो मला म्हणाला हो. ते साडीवरती अगदी सूट झालं आणि त्याने मला सांगितलं. म्हणजे
हो ना. खरंच म्हणजे किती छान ना. अ, तुम्ही साडी पण गुलाबी घातली आणि तुमचा भाऊ आला तिथे आणि त्याने सांगितलं तुम्हाला का ते गाणं आता ताई निघालेलं आहे. गुलाबी छाया साडी आहे ना, तर कायआहे? हो, लाल, लाल, हो, हो, नक्कीच. किती छान बोलला हं, हं.
लाली लाल-लाल. असं हो. आणि मग ते गाणं इतकं छान ट्रेंडला होतं. मला इतकी मजा आली आणि मी काय असं कधी केलं नव्हतं. त्यामुळे पहिल्यांदाच केलं, पण खूप मजा आली.